काहीतरी मजेशीर किस्साच झाला तुमच्या सोबत नाही का? त्या माणसाने पण नक्कीच म्हणजे त्या माणसाने तुम्हाला सांगितलं ते महत्वाचं नाही तर तुम्ही दोघी गेलाच असता अजून पुढे, तो मार्ग तुम्हाला भेटलाच नसता मग. हो ना?
अगदी धमाल. हो. शोधत मग तर बसलो असतो. शोधतच बसलो असतो आणि मजा काय झालेली दुपारची वेळ म्हणजे कसं सकाळी आपण निघालो नाश्ता करून. पोहचता, पोहचता 12:00 वाजून गेले होते. आणि 12:00 वाजल्यानंतर दुपारच्या उन्हामध्ये हे भटकणं आणि पोटातल्या उंदीर उड्या मारत आहेत, अरे करायचं काय? आणि ज्या रस्त्याला आम्ही लागलो होतो, त्या रस्त्याला तर काही दुकान नाहीत. काहीच नाही काहीच नाही. तर नशीब आम्हाला एक तो हवालदार मिळाला ट्रॅफिक हवालदार. आणि त्याने आम्हाला गाईड केलं. नाही तर आमचं काही खरं नव्हतं.
हं. हो ना. हो. हो ना. हां. <laughs> खरंच ना, म्हणजे माणसं जर चांगली भेटली आणि विचारपूस केली, तर नक्कीच आपल्याला ते लोक मदत पण करतात. नाही का? तुमच्या बोलण्यावरून कळालं. हं, हं.
बरोबर. जर अधिकारी जे अथॉरिटीज असतात ना पोलिस म्हणा किंवा ट्रॅफिक पोलिस म्हणा किंवा जे क जे सरकारी कर्मचारी आहेत, तुम्ही ओळखू शकता त्यांचा युनिफॉर्म असतो. तर ते लोकं कधीही तुम्हाला माझ्या, माझ्या तरी अनुभवावरून ही ते कधी तुम्हाला असा वाई चुकीचा मार्ग देत नाहीत. ते तुम्हाला प्रयत्न करतात की शक्यतो व्यवस्थितच डायरेक्शन द्यायचा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतील. पण मला तरी अनुभव आजपर्यंत देवाच्या दयेने खूप चांगले आहेत. तर त्यामुळे मग कधी जर हातात अगदीच मोबाईल नसला आता, गुगल मॅप जरी नसला, तरी हा जो काही फंडा आहे तो, फार छान चालतो आणि चांगल्या प्रकारे लोकांशी संवादही साधता येतो मग.
हं. हं. बरोबर. हो, ते पण आहे. नक्कीच. हं. हो ना, मग किती छान ना? तुमच्याकडे मॅप वगैरे पण नव्हता, ही एक मोठं त्याला काहीतरी त्रुटी होती त्याच्यामध्ये. पण नक्की मग तुम्ही पोहोचले का? हो ना. मग तुम्ही पोहोचले का तिथं कॉलेजमध्ये व्यवस्थितरित्या?
अ, हो. बरोबर. त्याकाळी तेवढं म नव्हतंच मॅपचं काही एवढं फॅड. हो पोहचलो. पण उ हं पण उशीर झाला होता कारण 12:00 वाजून गेले होते. फॉर्म काही आम्हाला मिळाले नाहीत. मग आम्ही तिथे जुजबी इन्क्वायरी केली थोडीफार आणि मग तिथून निघालो तर कळलं होतं, की आम्हाला अकरा वाजायच्या आत यायचं आहे फॉर्म मिळायसाठी. आणि मग नंतर जो फॉर्म आहे तो 1 च्या दरम्यान 1 च्यानंतर म्हणजे लंच टाईमनंतर तिथे सबमिट करावा लागतो. मग आम्ही तिकडनं सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आलो होतो, की फॉर्म बरोबर काय डॉक्युमेंट्स हवेत, फोटोग्राफ्स किती हवेत, फीस किती आहे, काय आहे ही सगळी माहिती घेऊन आलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र अगदी योग्य तयारीने आणि बसच्या उजव्याच बाजूला गेलो होतो की जेणेकरून पुन्हा चुकणार नाही आणि एडमिशन मग कन्फर्म केलं होतं आमचं आम्ही.
हो ना. हं, हं. हो का? हं, हं. हो का? हं, हं. हो. <chuckles> व्यवस्थितरित्या पोहोचले तिथे. हो ना.